हो, हो, तर आहेत ना म्हणजे लहानपणी आमची शाळा म्हणजे तशी महानगर गव्हर्नमेंटची शाळा. आणि कसं आहे, घेतलं द दप्तर म्हणून आमच्याकडे 1 पिशवीच राहायची फक्त आणि काही अशी बॅग वगैरे नसायची. जी बाजाराची पिशवी असती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 4-5 फाटलेल्या वह्या, त्याचे कव्हर इकडं-तिकडं, पुठ्ठे झालेले इकडं-तिकडं आणि असं हो. 1 अ, पाटी, पेन्सिल, आणि बस एवढंच आमचं राहायचं आणि जे शाळेत भेटेल किंवा काही जर वही पुस्तकं गव्हर्नमेंटनी दिलं तर ते तेवढे राहायचे आमच्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसायचं. आणि आमचं आम्ही पुस्तकं दि जी घेणार ती फक्त आम्ही जुनीच विकत घेणार. नवीन तर कधी माहीतच नाही आणि ती पण दुसऱ्या मुलांचीच पुस्तकं विकत घ्यायची. नवीन तर नव्हतो घेत. आणि त्याच्यामध्ये जेवण म्हणजे महत्त्वाचं. जे डब्बे आणायचो आम्ही तर घरचं तेच आपलं चटणी-भाकर किंवा भाजी, अ, शे शेपूची भाजी म्हणा किंवा ज्या भाजीपाला होता त्यावेळेस आम्ही जास्त प्रमाणात खात होतो लहानपणी. गाव असल्यामुळं आणि ते गावाचं ठिकाणी ज्या काही गोष्टी भेटत होत्या त्याच आम्हाला जास्त भेटत होत्या. आणि लोणचं मला जास्त आठवतं. ते गावाकडच्या लोणच्याची चव. हो.
हं. हं, हं. अरे! हां हां हां. बरोबर, बरं. हं. झालेली, हं, हं. हं. हं. हं. बरं. अच्छा. अच्छा. हां, हां. बरं. हं, हं, हं. हां, हां, हां. हां, हां, हां. हां, हां. बरोबर हां, हां, हां. हं, हं. अगदीच. म्हणजे लहानपणीच तुमचं घरातलं ते लोणचं.
हो. जे मडक्यामध्ये ठेवलं जातं.
आणि त्या घरामध्ये कसं काय-काय जेवणाच्या काय-काय गोष्टी, काय-काय बनायचं त्या घरामध्ये? काय आठवणींमध्ये आहे तुमच्या? असं, की जेवणामध्ये जे आज नाही होतंय. आज तसं कधी-कधी असं असतं ना, की ही पद्धतच सुटली आहे. आता तशी तसं वरण बनत नाही किंवा आता तसं हे नाही. तर असं काय-काय होतं तिथं?
हां, हां. हं, हं. हं, हं. हो, हो. ठेचा म्हणतो आपण त्याला ठेचा म्हणजे पाट्यावरचा ठेचा. हां, हां. तर जो पाट्यावरचा ठेचा आहे ना हो, चुलीचा वास, तो ठेचा अजून आपण पाहतो, की ती ज्वारीची, बाजरीची भाकर जी हातावरती थापली जायची आणि टाकली जायची.
आह! ती चूल गेली असेल. हां, हां, हां.